अ, कसं आहे की मला असं वाटतं अ, जसं आता संवाद ही गोष्ट जी आहे, जी कमी झालेली आहे फोनमुळे, तर अ, ती थोडीशी अ, अजून केली पाहिजे. आणि हे जे थोडं अ, तुम्ही बरोबर बोलला. आपल्या संस्कृतीमध्येच अ, तसं नाही आहे ती गोष्ट, की मानसिक आरोग्य वगैरे, असं काही नसतं किंवा तुम्ही उगाचच ओव्हर अ‍ॅक्ट करतात, अशा ह्या गोष्टी बोलतात. पण मला असं वाटतं, की मी त्या गोष्टीवर, म्हणजे असं बोलत राहते, की गरजेचं आहे, की जर मला त्रास होतोय, तर तो होतोय. म्हणजे जसं ज्यावेळेस हे झालं ना, त्यावेळेस मी आता हळू-हळू घरात तेच सुरू केलं होतं, की बाबा हा त्रास होतोय ना, तर होतोय. तो उगाच लपवून काही होणार नाही किंवा अरे मी कसं दाखवू, अशातही काही होणार नाही. त्याच्यामुळे मग मी काय करते, की आपलं अ, आता कसं आहे की आपली जी गोष्ट आहे ती आपल्या हातात असते सांभाळण्याची. पण घरामध्ये पण जर कोणाचे स्वभाव तसे होत आहेत किंवा काही आहे किंवा कोणी म्हटलंच, की "मला थोडासा ताण आहे." किंवा "तणाव आहे." तर मला असं वाटतं की लगेच मग त्या गोष्टी मी बोलायला घेते. आणि थोडंसं घरात असं करते पण, की जेणेकरून तुम्ही बोला. आहे अभ्यासाचा ताण आहे, अ, जॉबचा आहे, कोणाला आणखीन प्रत्येकाला काही ना काही असतो, मग तुम्ही बोला, की "मला असं वाटतंय, माझी अशी इच्छा होते," फोनमध्ये नका बसू. मग त्यासाठी थोडंसं अ, काय केलेलं आहे घरामध्ये पण, की अ, ज्यावेळेस तुम्ही घरी असतात, आता सकाळचं तर नाही, पण संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी जर एकत्र आहात, तर बसा अ, फोन बाजूला ठेवा, बोला, दिवस कसा गेला, काय झालं, काय चाललंय, प्रत्येकाने असं काही ना काही बोलत रहा, सांगत राहा. म्हणजे अ, कसं असतं की बरंचसं आपलं काही होत असलं आयुष्यात, की आपण नाही बोलत, नाही सांगत, जाऊदे कशाला हे, ते. तर मग अ, घरात केलंय
हं. बरोबर. हं. बरोबर. हां. हां. हम्म, हो ना. बरोबर. हं. बरोबर. हं. अगदी बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. बरोबर. हं. बरोबर. हं. छान. हो ना. हम्म. बरोबर. हां. मग बघा ना अशा वेळेस जर का का कंपनीमध्ये, जॉबमध्ये, टीममध्ये जर का आपण म्हटलं ना, की ह्यामध्ये जर का अवेअरनेस वाढवायची असेल, तर तुम्हाला काय वाटतंय एक छोटासा असा प्लॅन काय असू शकतो, जो करू शकतात, कंपनीज करू शकतात त्यांच्या एम्प्लॉइजसाठी?
हं. हं, हं.